तर म्हणजे मग अ, तिथं काय खेळायचं नेमकं? त्याची स्पर्धा लावायचे तुम्ही? की टीमवर्क असायचं, की काय असायचं नेमकं त्या खेळा-खेळामध्ये? अजून काही स्पर्धा लावायची तुम्ही एकमेकांसोबत?
हं. <chuckles> मग बघ कसं होतं माहिती आहे का, की रात्रीच्या वेळी घर-घर खेळायला मला लय आवडायचं. घर-घर जो प्रकार होता ना? मी जास्त घर-घर आणि डॉक्टर-डॉक्टर मला खूप आवडलं आणि त्याचा खूप प्रभाव पडलाय हा माझ्या आयुष्यामध्ये. मग आम्ही नाही रात्रीचं नाही खेळायचो हे. रात्री थोडं नाही जमायचं खेळायला थोडं दुपारी वगैरे खेळाय तर मग मग काय असायचं, की अ, मग माझी बायको असायची, मग मी असायचो. मग ते भांडे असायचं. मग त्यानंतर ती भांड्यावर जेवण वगैरे बनवेल आणि मग मी जॉबला जातोय. मग जॉब करून ऑफिसवरून घरी आलो. मग माझी बायको आहे ना, माझी अ, मग माझी बायको वाट बघते आहे. मग रात्र झाली आणि आम्ही झोपून जायचो. तर मग ह्या गोष्टी ज्या होत्या ना तर ह्या एकदम गमतीशीर गोष्टी होत्या यार तेव्हाच्या. ते घर-घर खेळणं. हं, हं.
हो, हो. रात्रीचं घर-घर खेळायचा? हं. अच्छा, अच्छा. हं. हो. ती जे भांडी असायची. हं, हं, हं. हां. मजाच मजा. हां. व्हेरी गुड. हं. तर अ, मला मला सांग ना, त्या ह्या सगळ्या जे दैनंदिनी तू सांगितले त्याच्यातला सगळ्यात बेस्ट पार्ट कोणचा होता बरं?

अरे वाह! खूपच छान. तर तू ते ते दांड्या हातात धरून ते दांड्याचा खेळ खेळला का, काय म्हणतात त्याला? तो दांडा हातात धर
हं. हं. हं. कुठला दांड्याचा?
तुला आठवत असेल ना तू काही दांडा काय हां, विट्टू दांडा. हं.
ते इटू दांडा? विटू <chuckles> विट्टू दांडा. नाही यार, मला हे बिलकुल नाही आठ आवडायचं नाही. तो दांडा घ्यायचा हातामध्ये आणि तो खेळायचा. मला तो कधीच आवडला नाही. म्हणजे कधीच नाही. नाही. <chuckles> नाही. नाही नाही, नाही मी बघितलंय, ते विट्टू दांडा ते लोक खेळायचे ना. लोक खेळताना मी बघितलंआहे. दांडा हातात घेऊन खेळणं, हा प्रकारच मला थोडा असं वाटायचं, की "नाही यार, हा आपल्या हे नाही." गोट्या खेळलोय मी.
म्हणजे, क कधीच खेळला नाही तू? दांडा घेऊन? अच्छा-अच्छा. हं. हं.